हो, नक्कीच, नक्कीच, आजच्या जगात तेच सत्य आहे. म्हणजे ज्याच्याकडे जास्त पैसा तो जास्त महान, असं मानलं जातं. ज्याच्याकडे जास्त प्रसिद्धी तो जास्त महत्त्वाचा किंवा जास्त मोठा माणूस. त्याला जास्त मान देणार आम्ही, असं लोकांची एक अ, विचारशैली आहे, धारणा आहे. जी पूर्णपणे चुकीची आहे असं मला वाटतं. तो माणूस जगासाठी किंवा समाजासाठी काय करतोय आणि सर्वात महत्त्वाचं तो स्वार्थी आहे का निस्वार्थी आहे, हे बघणं खूप महत्त्वाचं असतं. पण ते आजकाल बघत नाहीत कोणीही सोशल मीडियाच्या जमान्यात.
हं. धारणा होऊन, हं. अगदीच. हं, बरोबर. म्हणजे लोकांची जी संकल्पना आहे ना, यश किंवा अपयश क किंवा पैशाला संबंधित ती अ, म्हणजे खूप म्हणजे बदलली आहे असं म्हणता येईल आपल्याला एकंदरीत आहे ना.
बदलली आहे. हो, खूपच जास्त. म्हणजे अ, एखाद्या जेन्युइन माणसाची एवढी किंमत नसते आणि सोशल मीडियावरतीच ह्याचं एक खूप छानसं उदाहरण आहे ना म्हणजे काहीही वेडेवाकडे डान्स करणारी लोकं फेमस होतात पण
हं. अगदी किंवा मग अ, काही नॉनव्हेज जोक्स वगैरे, असं हां, हं, हं.
नॉनव्हेज जोक्स, घाण गोष्टी, काहीच न करता विचित्रपणा करून फेमस होतात. त्यांना जास्त किंमत दिली जाते, हे म्हणून की लोकांना हेच आवडतं आणि जे चांगले कलाकार आहेत, जे चांगलं काहीतरी पसरवण्याचा प्रयत्न करतायत समाजात, त्यांना मागे ढकललं जातं.
अगदीच. हं, किंवा आपण काही मूव्हीजची उदाहरणं असं घेऊ शकतो, की म्हणजे खूप छान आहे पण तरी फ्लॉप झाला आहे आणि एखाद्या मूव्हीचा म्हणजे काही टॉपिकच नाही आहे म्हणजे ज्याच्यातून लोकांना काही शिकण्यासारखं सुद्धा नाहीये ते हां, हां.
हो. अगदी. हो, त्यात तो हिरो हिरोईनला मारतोय कानाखाली, अ, हे चुकीची व्यसनं आहेत त्याला आणि तशा मूव्हीज हिट होतात कितीतरी वेळा. तर ती मूव्ही यशस्वी झाली की नाही, हाही एक प्रश्नच आहे खरं म्हणजे.
अ, हं, हं. नक्कीच आणि ह्याला यशस्वी किंवा अपयश अयशस्वी करणारे जे असते ते आपल्यासारखे सामान्य लोकच करतात. नाही का?